अन्न, हा एक फार महत्वाचा घटक आपल्या मानवी आयुष्यात किंवा मानवी जीवनात मानला जातो. आणि प्रत्येक ठिकाणचं एक असं स्पेसिफिक अन्न असतं. एखादी डीश असते, एखादं फळ असतं. तर आणि त्याची जी माहिती आहे ना, ती दुसरीकडे कुठेच कंपेअर केली जाऊ शकत नाही. तर असं एखादं स्थानिक अन्न, तुम्ही कधी चाखलंय का एकट्याने? आणि चाखलंय का ते म्हणजे कुठून सुरुवात झाली? काय ठरवलं, कशा प्रकारे जरा सांगाल का आम्हाला त्याचं?
हं. हो. नक्कीच. अ, मी असं मी आता सध्या राजस्थान टूरवरती होतो आणि तिथे गेलो. तर त्या टायमाला तिथं आपली काय चव असते ना. मार महाराष्ट्रामध्ये जरा स्पायसी अशा सगळ्या गोष्टी आपल्याला भेटायला पाहिजे. तर ती आपली टेस्ट असते. मग तिथे गेलो अ, तिथे वेगवेगळे रेस्टॉरंट ट्राय केले, पण काय एक फूड जम अ, जमलं नाही मला. मग मी तिथं एक अ, रोड साइड अ, ठेलावाला होता. तर त्याच्याकडे गेलो आणि तिथं त्याचा ठेला होता छोले कुलच्याचा. म्हटलं आणि ती आणि ती संकल्पना मी काय याच्या पहिले मी छोले-कुलचे कधी खाल्लेले नाही. म्हटलं, "काहीतरी नवीन दिसतंय. ट्राय करूया."
अरे वाह! बरोबर. अच्छा. हां, हां. बरोबर. अरे वाह! अच्छा. ओके.
मग मी गेलो. म्हटलं, "एक प्लेट लावा." काय ती साधारणतः ₹50 ची एक प्लेट होती. म्हटलं ट्राय करू काहीतरी. मग त्याने मस्त ते कुलछे बनवले. एकदम असे सफेद त्याच्यावरती काहीतरी अ, ग्रिलिंग केलेली होती, असं होतं मस्त. मग छोले हां. अ, त्याने छोल्याची भाजी दिली आणि जेव्हा मी ते खायला सुरुवात केली. अरे, कसली त्याची टेस्ट होती, जबरदस्त. त्या म्हणजे ते जे फूड होतं. मला अ, म्हणजे एवढ्या पा अ, 5-6 दिवसामध्ये
ओके. हां, हां, हां, हां. वाह! तंदुरी होते ते. हं. वाह! हं.
चांगलं जेवण भेटलं नाही त्याच्यामुळे मला ते एवढं चांगलं लागत होतं, का खरोखर ते त्या पद्धतीने बनलेलं होतं. हे मला आज पण कळत नाहीये. पण ते त्याची टेस्ट म्हणजे टेस्ट होती. खतरनाक.
अच्छा. अरे वाह!
असेच अ, मी वेगवेगळे फूड ट्राय करत गेलो मग. म्हटलं आता मी तिथे निर्णय घेतला. हॉटेलमध्ये न जाता, आपण हे स्ट्रीटवरती जी लोक बनवतात ना, यांच्याकडे काही ना काही नवीन-नवीन पदार्थ ट्राय करूया.
बरोबर. स्ट्रीट फूड तुम्हाला आवडलं होतं तिथलं.
हो. हो. मग म्हटलं, चला काही ना काही ट्राय करू. मग तिथं एक जण माझा अ, फ्रेंड बनला. जो पंजाबचा होता.
ओके. अरे वाह!
मी हो. अ, मी फोर्ट फिरत होतो आणि तेव्हा तो, त्याला पण काही नॉलेज नव्हतं जास्त. त्या जागेबद्दल आणि मा मी थोडे YouTubeचे व्हिडिओज बघून गेलेलो होतो. मग त्यांनी मला विचारलं, "ही जागा कुठे आहे? काय आहे?" म्हटलं, मग त्याच्याने आमचं कन्व्हर्सेशन बिल्ड झालं. मग त्याच्यासोबत बोलायला लागलो मी. म्हटलं, "इकडे आलोय भाई पण अ, जेवणातच माझी फक्त हाल पडतय हो बाकी सगळं व्यवस्थित आहे." मग त्याने मला सांगितलं, "अरे तू इकडची दाल-बाटी ट्राय केली का?" चूरमा म्हणतात तिथे तिथं.
अच्छा. अच्छा. हां. अरे वाह! हां, हां. हो. द दाल-बाटी चूरमा.
मग हं. हां. दाल-बाटी-चूरमा असं ते म्हणतात. म्हटलं, "चला, काही, तुला माहिती आहे का," म्हटलं, "कुठे भेटते चांगलं." अरे मी, त्याने सांगितलं, "मी कालच खाल्ली मी तुला त्या जागेवरती घेऊन चालतो." मग आमचा पूर्ण फिरून आलो आम्ही, संध्याकाळी 6:00-7:00 वाजेला. म्हटलं, "मग चला आता जेवण करूया." मग तो घेऊन गेला मला तिथं आणि त्यानी जी दाल-बाटी, दाल अ, मग आम्ही ऑर्डर केली. दाल-बाटी-चूरमा सगळा. मग ती एका वाटीमध्ये, दाल आली. ती दाल पूर्ण रेड. आपण कसं पिवटसर दाल बनवतो. पिवळ्या कलरची असते आपल्याकडे. इकडे रेड होती. म्हटलं, "हे थोडं वेगळं दिसतंय हां." दालची संकल्पना माझ्या मनात पिवळी होती. म्हटलं पिवळी दाल येईल. हा पण ती एकदम लाल आली. त्यानंतर मग बाटी. आपण कसं अ, इकडे आपल्याकडे बाटी जी असते, ती आपण तळलेली खातो.
बरोबर. अरे वाह! अच्छा. अरे बापरे! बरोबर. बरोबर, हां. ओके. <chuckles> बरोबर. अच्छा. हं. बरोबर.
तिकडं तिकडं ती स्टीम स्टीमवाली होती आणि तूप पूर्ण तुपात भिंजवलेली होती.
अच्छा! अरे बापरे!
आणि एकदम सॉफ्ट. जेव्हा आपण तिचा अ, तिला जेव्हा हातात पकडलं तर ती सहजपणे तुटली.
अरे वाह! सुंदर टेक्सचर होतं.
आणि तिचा पूर्ण भाग हो. आणि एकदम बारीक असा काला झाला तिचावाला. मग त्याच्यात वरण अ, टाकलं मी दाल आणि मग खायला सुरुवात केली. अगदी, जबरदस्त टेस्ट! आजपर्यंत अशी बाटी मी खाल्लेली नाही. अ, जी स्टीम्ड बाटी असते, ती. खतरनाक होती ती पण.
हां. हं. हं, हं, हं, हं, हं. अरे वाह! म्हणजे हॉटेलमध्ये जेवण शोधण्यापेक्षा जेव्हा स्ट्रीट फूड अन अनुभवायला गेलात तुम्ही. तेव्हा तुम्हाला तिथे खजाना उलगडला असं म्हणता येईल.
हं. हं. हो. नक्कीच, नक्कीच, म्हणजे आपण आहे ना, कधी-कधी काय करतो, आपण तिकडे बाहेर पर म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये फिरायला गेले असतानाही आपण आपली चॉईस धरून बसलेलो असतो. मग आपल्याला युनिव्हर्सल फूड म्हणून पनीरच दिसतं. की आपण पनीरच खाऊ आणि ते पनीरच्या त्या त्याच-त्याच डिशेस खाऊन माणूस कंटाळलेला असतो. कारण की प्रत्येक जागी पनीरची सेम टेस्ट असते. मग आपण त्या जागेवरती जर गेलोय तिथलं कल्चर काय? तिथले लोक खातां काय? त्यांची आवड काय आहे? या सगळ्या गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील. तर आपल्याला नक्कीच त्यांचं फूड ट्राय केलं पाहिजे आपण.
बरोबर. हो. अगदी, अगदी. बरोबर. हं, हं. मग तिकडचे जे विक्रेते होते किंवा तुम्ही आता म्हणालात, की राजस्थानमध्ये होतात तुम्ही. मग तिकडे शेती, कारण राजस्थान हा एक वाळवंटी प्रदेश असा मानला जातो. मग तिकडचे शेतकरी किंवा तिकडचे शेती वगैरे असं तुम्ही कधी म्हणजे पाहिलत किंवा तिकडे त्या तिकडच्या शेतकऱ्यांशी किंवा जी काही माणसं विकत आहेत सामान त्यांच्याशी, विक्रेत्यांशी कधी तुमचा असा संवाद झाला का? की बाबा आता मी एका राज्यातून आहे आणि तुम्ही एकटे होतात तिथे जसं म्हणालात. तर तिथे म्हणजे एक आपुलकीच नातं आपलं असं कधी तयार झालं होतं का? याबद्दल काही सांगाल का?
हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हो, नक्कीच. अ, तिथे एक हॉटेलवाला होता, त्याच्याशी झालं. मग त्याच्याशी असंच सं संवाद साधत असताना अ, मी माहिती काढली, की म्हटलं "तुमच्याकडे हे जे वेगवेगळे धान्य येतं, जसं अ, अ, छोले झाले हे सगळे कुठून येतात?" तर छोले हे मोस्ट ऑफ महाराष्ट्रामधून येतो त्यांच्याकडे. एक
अरे बापरे!
हो, महाराष्ट्रामधून छोले येतो आणि ते तिथं, आपण जे अ, शेवगाच्या शेंगा म्हणतो ना.
हं, हं. हो, हो, हो.
कारण की त्यांची जी जागा आहे, ती कडक जागा आहे आणि तिथं कडक जागेमध्ये अ, दुसरी जी अ, रोपं आहेत ती जगत नाही. कारण की बाकीच्या रोपांना मुलायम जागा लागते. मग कडक जागेमध्ये ते काय करतात ते शेवगाच्या शेंगा झाल्या. त्याच्यानंतर अ
बरोबर. बरोबर. अ, हं.
तू अजून एक असते ते शेंगचाच प्रकार येतो. त्या पद्धत आणि गड्डा कोबी हे सगळ्यात जास्त तिथे लावले जातात.
अच्छा. ओके. अच्छा.
हो.
म्हणजे तिथे व्हेजिटेशन पाहिजे तसं नाही आहे, पाण्याचा मुबलक वापर नाही. म्हणून त्या शेतजमिनीला अनुसरून जसे भाज्या पिकतील, त्या प्रकारची तिथे लागवड केली जाते. पण मग ह्या सर्वामध्ये तुम्ही तुमचं त्या हॉटेल मालकांनी एक अ, अशी म्हणजे काही असं विशेष केलं का, की नाही बाबा हा एकटा मुलगा आहे आणि महाराष्ट्रातून आलाय आपल्याकडे, म्हणून त्यांनी कशी वागणूक दिली तुम्हाला म्हणजे?
नाही, नाही. हं. हं. त्यांचं सांगायला गेलं तर ते जे अ, हॉटेलचे ओनर होते. ते सर्वात पहिले नागपूरला कामाला होते. ते फ्लोरिंगचं काम करायचे नागपूरला. मग त्यांनी मला मी मराठीमध्ये फोन कॉलवरती बोलत होतो आणि तेव्हा त्यांनी मला विचारलं, "महाराष्ट्रावर महाराष्ट्रावरून आला का भाऊ?" ते त्यांना मराठी यायची थोडी-बहुत. अ, थोडी मराठी यायची. "महाराष्ट्रावरून आला का भाऊ?" म्हटलं, "हो." "अरे मग या तुम्ही या इकडं." म्हटलं, "तुम्हाला इकडे राजस्थानमध्ये. म मराठी कशी काय येते?" नाही म्हणे "मी मी अ, महाराष्ट्रामध्ये कामाला होतो आणि तिथे मी बरेच 20 वर्ष राहिलो. आणि त्यानंतर मी परत इथे आलो." अरे! म्हटलं, "तुम्ही तर बराच वेळ गाठला महाराष्ट्रामध्ये."
हां, हां. अच्छा! हो, हो, हो. अच्छा. अ. बरोबर. <laughs> अरे, बाप! अच्छा. म्हणजे त्यांनी मराठीचा सुगंध राजस्थानमध्ये घेऊन गेलेत ते. एन्जॉय करून. हं, हं, हं.
हो, म्हणे. हो, नक्कीच, नक्कीच. <chuckles> आणि त्यांनी मग तिथं त्यांच्या हॉटेलमध्ये त्या पद्धती कारण, की त्या भागामध्ये महाराष्ट्रीयन लोक खूप जात असतात फिरण्यासाठी. अ, मग मग त्यांनी त्यांच्यासाठी ते स्पेशल फूड पण होते त्यांच्याकडे. महाराष्ट्रीयन थाली. अशा वेगवेगळ्या रिजनचे. पंजाबी थाली, गुजराती थाली अशा सगळ्या त्यांनी बनवून ठेवलेल्या होत्या.
अच्छा. हां, हां, हां. वाह! बरोबर. हं, हं, हं. बरोबर.
म्हटलं महाराष्ट्रीयन तर आपण खातो महाराष्ट्रामध्ये. म्हटलं तुम्ही आता मला पंजाबची एक अ, पंजाबचं काहीतरी स्पेशल तुम्ही बनवत असणार ते ते खाऊ घाला किंवा राजस्थानमध्ये अजून काही वेगळी स्पेशल गोष्ट आहे ती खाऊ घाला म्हटलं.
बरोबर. बरोबर.
अशा सर्व होत्या तिथे म्हणजे.
मग आता समजा असं कोणी आहे, की ज्यांना असं वेगळे हटके पदार्थ जे असतात प्रत्येक प्रांतातले, राज्यातले किंवा अ, अगदी देशांमधले सुद्धा म्हणता येईल. जर असे चाखायचे असतील तर तुम्ही तुमच्यातर्फे काय शिफारस द्याल, की कशा प्रकारे ते अन्न, म्हणजे ते पदार्थ तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील, काय करावं आणि म्हणजे काय काळजी घ्यावी, की जेणेकरून पूर्ण प्लॅनचा विचका होणार नाही, की अरे मी म्हणतात ना अ, मागवलं एक आणि आलं दुसरंच. असं नाही होणार.
हं. हो. बरोबर-बरोबर.
त्याच्यासाठी काय तुम्ही टिप्स द्याल?
अ, तर याच्यासाठी. ह्याच्यासाठी आता आपल्या भागामध्ये विविध प्रकारच्या हॉटेल्स ज्या या सगळ्या दुसऱ्या-दुसऱ्या पद्धतीचे किंवा इतर राज्यांमधले इतर देशांमधले जे फूड आहेत, ते प्रोव्हाईड करतात पदार्थ खाण्यासाठी. तर मग आपण आता एक Google आल्यामुळे एक सोय काय चांगली झाली, की आपल्याला रिव्ह्यूज दिसतात. प्रत्येक जागेचे, अ, व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा Google ॲनालिटिक्सवरती जाऊन, त्यांचे जे रिव्ह्यूज आहेत. ते चेक केले तर त्याच्याने आपल्याला फेक अ, मोठी-मोठी अंदाजा येतो, की हे, ही जागा ह्या अ, गोष्टीसाठी किंवा ह्या अन्नासाठी किती परफेक्ट आहे. तिच्याने आपणला अंदाजा आला हो, तिच्याने आपण अंदाजा लावू शकतो. अ आणि आता रील्समुळे तर लोक खूप फेमस होतात ते. मग ते सांगत राहतात. फूड ब्लॉगर्स असतात. ते सांगत असतात, की या ठिकाणी आपण हे खाल्लं, तर हे खूप चांगलं राहील. मग बरेचसे लोकं ते फू फूड ब्लॉगर्सला बघून अट्रॅक्ट होतात त्या जागेवरती.
बरोबर. हं. बरोबर. बरोबर. परफेक्ट किंवा प्रसिद्ध आ बरोबर. अगदी. हो, हो. बरोबर. हो, हो, हो. नक्कीच. म्हणजे तुम्ही असा सल्ला द्याल, की आता देवाच्या दयेने म्हणा किंवा इंटरनेटच्या दयेने आपल्याकडे Google जे आहे, ते उपलब्ध आहे आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला बरीचशी माहिती उपलब्ध होते. तर ती माहिती घेऊन, मगच तुम्ही पुढे जा. काहीही इन्फॉर्मेशन न बघता, न घेता असेच ब्लँकली जाऊ नका. तर अ, खरोखर मला आज इथे तुमच्याशी हा सगळा जो काही आपण संवाद साधला आहे, त्याच्यात खूप मजा येत आहे आणि जसं तुम्ही म्हणालात, तुम्ही डाळ-बाटी खाल्लीत. तर डाळ-बाटी आणि ह्याच्यामध्ये चूरमा आहेत, चूरमा म्हणता म्हणजे एक प्रकारचा गोड लाडू असतो जर मला
हं. हो, हो. हो. हं. <chuckles> हो.
म्हणजे मी जर चुकीचं नाही आहे.
नाही चूरमा आपल्या-आपल्या आपल्याला तेच वाटतं, की चूरमा म्हणजे लाडू असेल. पण अ, चूरमा म्हणजे अ, आपण आपल्या घरी आई आपल्याला गुळाचा काला बनवून देतील नाही का ते पोळीचे. जर बाशी पोळी असेल रात्रीची, तिला सकाळी उठून मग ती आई गूळाचा काला मोडून देते आपल्याला. टिफिनमध्ये म्हणा एक्स्ट्रा पोळी असेल, तर ते गूळाचा काला तर तो त्या पद्धतीचा असो गूळ, तूप आणि क पोळीचा काला याला मि मिश्रण करून त्याला ते चूरमा म्हणतात.
अच्छा. हो, हो, हो. हो. हां, हां, हां. बरोबर. हां. बरोबर, बरोबर. अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे बरं झालं मी हे विचारलं कारण मला ही क संकल्पनाच मला अ, असं वाटलं, की चूरमा लड्डू म्हटलं जातं त्याला चूरमा लड्डू, चूरमा लड्डू. तो एक प्रकारचा लाडू असावा असं मला वाटलं. अरे वाह! खूप-खूप छान मला वाटलं हे तुम्ही जे सांगितलंत ना, आता एक्सप्लेन केलात त्याबद्दल आणि खरोखर
हं. हो, हो, हो. हो आणि तो जो चूरमा असतो ना, तो तिथे जे बरेचसे देवस्थान आहेत. तिथं तो खूप प्रसिद्ध आहे. तो चूरमा देवांना प्रसाद म्हणून चढवला जातो, त्या भागामध्ये.
हं, हं. हां, हां, हां. हो. ओह! मग काय हा शिळ्या चपातींचा शिळ्या भाकरीचा असतो का ताज्या भाकरी बनवून त्याचा केलेला असतो?
हो. नाही. अ, आपली आई ती भाकर अ, ती पोळीला वापरमध्ये म्हणजे ती पोळी वाया न जाता तिचा काहीतरी वापर होऊन झाला पाहिजे किंवा ते संपायला पाहिजे त्यामुळे आपली आई शिळ्या पोळ्यांचा मोडून द्यायची. पण ते अ, जे आपण गरम पोळ्या असतात त्याचाच अ, चूरमा बनवतात.
बरोबर. अच्छा, म्हणजे खरोखर आता ही माझ्यासाठी एक पूर्ण नवीन माहिती झाली आहे आणि आज आपण जे सांगितलंत, की हे आणि हे सगळं करताना तुम्ही एकटे होतात असं नव्हतं, की आई आहे तर आपल्याला सांगेल "अरे! ह्याच्यात हे आहे नको खायला किंवा खायला हवं." किंवा बहीण किंवा कोणीही असं मित्र वगैरे जवळपास नव्हते, की जे तुम्हाला ॲडव्हाइस करू शकतील हे खा हे खाऊ नको आणि अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही एक स्वतःहून नवीन अन्न जे आहे ते तिथे चाखलंत आणि आज तुम्ही म्हणताय, की त्याची गोडी अजूनही तुमच्या जिभेवर आहे. चव अजूनही रेंगाळती आहे. किती सुंदर गोष्ट आहे. मला खूप छान वाटलं आज तुमच्या तुमच्याशी गप्पा मारून या विषयावर आणि नक्कीच येत्या काळामध्ये कधी आपण भेटलोच पुन्हा तर अशा छान गप्पा रंगवायला मला आवडेल. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खूप-खूप धन्यवाद.
हो. बरोबर, बरोबर. हं, हं. बरोबर. हो, नक्की. <chuckles> हो, हो, हो. नक्की, नक्की. धन्यवाद.